अरे वाह! तोंडात पाणी आलं माझ्या. <chuckles> आणि आणि काय करतात त्याच्यासोबत मला सांगा ना की तुम्ही ते कसं बनवतात काय का त्याच्यात टाकतात आणि कसं काय म्हणजे घरच्यांची मदत वगैरे भेटते का तुम्हाला?
किती छान लागतं. पाणी आलं, हो, मला पण पाणी आलं. <chuckles> हो. पुरणपोळी म्हटलं की खूप राडा असतो म्हणजे खूप असे भांडी वगैरे निघतात आणि त्यात टाईम पण खूप जातो. तर आमच्या इथे मोठी फॅमिली असल्यामुळे ना, सगळेच हेल्प करतात एकमेकांना अ, तर आमच्या इथे पुरणपोळी बनवण्याची वेगळी टेक्नीक आहे. म्हणजे आम्ही पुरणपोळी बनवताना त्यामध्ये खवा वापरतो, अ, हां. खवा वापर
हो ना. अच्छा तर मला पूर्ण पूर्ण सांगा सुरुवातीपासून कसं म्हणजे मला ना खूप असं क्युरिओसिटी झालीये.
हो. आपण अ, चपातीचं चपातीचं पीठ कसं मळतो? तसंच मळायचं फक्त ते स मऊ मळायचं पीठ. त्यामध्ये जरा दूध आणि अ, त तूप टाकलं ना त्यामुळे ते पीठ जरा अ, सैल आणि मऊ होतं आणि ते पीठ मळून ठेवलं ना त्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आणि मस्त इकडे डाळीचा कुकर लावायचा. हरभरा डाळीचा आणि मस्त त्या शिट्ट्या घ्यायच्या अशा अशा करून <chuckles> आणि मग ते झालं, तर मग त्याचं पाणी काढायचं त्या डाळीतलं आणि ते जे डाळ शिजलेली असते ना? तर त्याला मस्त अ, कढईमध्ये फ्रा परतायचं म्हणजे त्याचं पाणी ते सगळं ड्राय होतं आणि एका साईड हां. एका कढई दुसऱ्या कढईमध्ये थोडासा खवा असतो ना तो परतून घ्यायचा. म्हणजे तो एक नाही का त्याला एक वेगळं टेक्स्चर येतं असं ब्राउनिश आणि तो खवा त्यामध्ये टाकायचा आणि आपल्या आवडीनुसार साखर किंवा गूळ तुम्ही वापरू शकता आणि फ्लेवरसाठी अजून अ, तुम्ही इलायची म्हणा किंवा कोण-कोण बडीशेप पण टाकतं. तर असे तुम्ही वेगवेगळे फ्लेवरसाठी त्यात टाकू शकता आणि मस्त ते अ, बॅटर त्याचं मिक्स करायचं छान आणि मग अ, मस्त पीठ घ्यायचं, पिळायचा पिठाचा गोळा घ्यायचा. त्यामध्ये मस्त ते टाकायचं आणि मस्त लाटायची. हां. आणि फक्त शेकताना ती तुप शेकायची म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते.
हो. हां. अच्छा. हां. <chuckles> हो, सुकवायचं. हं. वाह, वाह! साजूक तुपातली पुरणपोळी विचार करूनच मला असं वाटतंय की आता समोर यावी. <chuckles>
साजूक तुपातली ती पुरणपोळी आणि मस्त गरम-गरम. हो. खूप छान लागते अ, ती टेस्टला आणि ती प्रत्येक सणाला बनते आमच्या इथं. होळीमा असो किंवा वटपौर्णिमा असो किंवा असं कोणतं पण सणसूद असेल ना गणपतीमध्ये पण नक्की बनते आणि सगळ्यांना ती आवडी आवडते ती पुरणपोळी. आणि ते आपली मा हो. आणि आपल्या महाराष्ट्रात आहे ना ती फेमस अ, आहे. म्हणजे सणासुदीला बनणारा आयटम म्हणजे पुरणपोळी सगळ्याच घरात बनतो तो.
फेव्हरेटच असते ना सगळ्यांची एकदम म्हणजे. हां. हो ना. आणि तुम्ही तर खूप छान अशी एक ट्रिक म्हणजे ते तुमचं मला वाटतं की एक ट्रेड सिक्रेटच आहे नाही का? त्याच्यात खवा टाकून तुम्ही बनवतात. मी हे पहिल्यांदाच ऐकतेय.
हो. त्यामुळे काय होतं हो त्यामुळे त्यामुळे काय होतं पुरणपोळी ही जरा सॉफ्ट होते आणि छान टेस्ट खूप छान लागते त्याची. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. नक्कीच, आवडेल तुम्हाला.
वाह!

नाही मी ऐकलंय पण खाल्ली नाहीये कधी.
ती पालक भजी पण एकदम सुरेख. मस्त अशी पालक आहे ना? चिरून घ्यायची अशी लांब-लांब आणि ती मस्त बेसन पीठ, त्यामध्ये थोडंसं अजवाईन टाकायचं आणि थोडंसं ना आपल्याला बॅटर मिक्स होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये ना थोडं तांदळाचं पीठ टाकायचं. त्यामुळे काय होतं की भजी अशी क्रिस्पीनेस होते आणि मस्त तळायची ती मंद आचेवर. काय भारी लागते. असं पाऊस, हातामध्ये चहा आणि गरम-गरम पालक भजी, वाह! कॉम्बिनेशन एवढं छान आहे ना. तुम्हीपण नक्की ट्राय करा.
हां, हां. अच्छा. अच्छा. अरे वाह! हे तर काही वेगळंच आहे. अ, मी तर ऐकलं की आपण पावसात हां. चहा आणि कांदा भजी खातो, पण पालकची भजी?
कांदा भाजी सगळे खातात. हां, कांद तुम्ही एकदा पालक भजी खाऊन बघा. ती अशी क्रिस्पी असते ना कुरकुरीत. पण चवीला पण खूप छान आहे आणि क पालकामधून कसं आपल्याला पोषणतत्त्वे पण मिळतात आणि ते आपल्या बॉडीसाठी पण छान असतं, आयर्न मिळतं. त्यामुळे असं काहीतरी जुगाड लावायचं म्हणजे पालक पण पोटात जातो आणि भजी पण पोटात जाते.
हो. अरे वाह! काय मस्त टिप्स दिल्या आज तुम्ही म्हणजे मन खुश झालं आणि मला असं वाटतं की ह्यावर ना तुम्ही एखादा पुस्तकच लिहून काढा म्हणजे सगळ्यांनाच ते माहिती मिळेल.
हो. नक्क आपण मिळून काय करू माहिती आहे का? आपण दोघी जण पुस्तक लिहू. तुम्ही पण तुमच्या काही टिप्स असेल तर सांगा, मी पण सांगते.
हो ना, म्हणजे ह्यासाठी आपण ना पुन्हा एकदा भेटून ना, आपल्या असेच गप्पा मारूयात आणि आज तुम्ही इतकी भरपूर माहिती दिली ना, त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे तुमची. तुमचे खूप खूप धन्यवाद!
नक्कीच बोलू आपण अजून. हो, तसंच करू आपण.